नक्कीच. बघा ना, म्हणजे मी काय केलं, की पहिलं तर डी-एन-डी केलं, म्हणजे म्हटलं ना, की 9 टू 9 ऑफिसचं काहीच नाही. जेव्हा ऑफिसला नेक्स्ट डे जाईन, तेव्हाच ते पूर्ण काम हो. आणि नंतर मग काय झालं, की जसं की मेल्सना पण मी जरी कारण का बघा ना, आपण जरी घरी असलो, तरी मेल्स तर चालू असतात काहीकांचे, तर ते मेल्सलादेखील मी नोटिफिकेशन म्हणतात ना ऑफ करून टाकलं, कारण मग ते आणि मी ठरवलं स्वतःला मला कठीण जात होतं कारण का सारखं-सारखं बघा ते पॉपअप वाजतं आणि मग लक्ष आपलं अ, जातंच त्या मेलकडे, तर मग मी सगळ्यांचे अ, जसं की मेल्सचं नोटिफिकेशन, WhatsApp जो ग्रुप होता, त्याचं ऑफच करून टाकलं आणि सगळ्यांना मी सांगितलं देखील, की "बाबा आता नाही जमू शकत मला काही कारणास्तव." अ, कारण कसं व्हाय होतं, की घरी गेल्यावर आपला मोबाईल एकीकडे असतो, आपण एकीकडे असतो आणि मग घरी गेल्यावरदेखील आपण मोबाईल बघत बसणार का, असं व्हायचं आणि मग जेवायच्या टायमालादेखील मला प्रॉब्लेम व्हायचा, की मग ते अ, जेवण जेवण करायला लेट व्हायचा किंवा जेवण चालू असताना फोनचा वापर, मग ते एक-एक तास मी जेवणच करत बसायची. मग मला घरातले बोलायचे आय आयदर तू जेवण जेवत तरी जा, नाहीतर काम तरी कर. नाहीतर घरीच तिकडे ऑफिसमध्येच थांबत जा. असं काहीतरी कर, तर मग ते मला असं अ हां.
हं. हं. तेव्हाच बघायचं. हं, हं. हो, बरोबर. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं. अगदी बरोबर. हं, हं. हं, हं, हं. <chuckles> म्हणजे कु अ हं, हं. असं म्हणतो ना, आपण एक ना धड भाराभर चिंद्या म्हणजे <chuckles> हं, हं. हं.
<chuckles> भाराभर चिंदया तशीच सेम अवस्था माझी झालेली आहे असं मी म्हणू शकते. आणि मग तेव्हा ते मला खूपच घरातून आणि पुन्हा ऑफिसमधनं पण मग मी तेव्हा ठरवलं, की नाही कुठेतरी मला थांबायला पाहिजे आणि अ, बाउंडरीज सेट करायला पाहिजे, तर मी ती केली आणि मग जे नोटिफिकेशन्स आहेत ते सगळे पूर्ण बंद केले सगळ्या गोष्टींचे WhatsApp ग्रुप म्यूट केले. आणि जसं की मेल्स अ, आणि कसं असतं, दिवसभर ह्या गोष्टी तर होतातच आणि परत आपले जे मित्र-मैत्रिणी असतात तेदेखील आपल्याला रील्स किंवा काही मेसेज पाठवायचे, तर त्यांनादेखील मला रिप्लाय करायला टाईम मिळायचा नाही असं व्हायचं सगळं. मग तेदेखील मला म्हणायचे, "काय तुझं म्हटलं ऑफिस एवढं असतं का? इतकं काम असतं का तुला?" मग टॉन्ट परत असं सगळं चालू व्हायचं. मग मला असं वाटलं की खरंच अ, मी जास्त काम करती आहे का? कारण बाकीच्यांना मी बघायची तेव्हा ते एकदम मस्त चिल असायचे आणि मी एकदम का प्रत्येक वेळेला ऑफिसचं काम, टेन्शन आणि मग मला घरातल्यांसोबत आणि मला व्हायचं, की बाहेर जरी गेली ना तरीदेखील ते ऑफिसचे कॉल्स, मेल्स, तर मला कुठे एन्जॉयच करता यायचं नाही किंवा आपण मॉलला गेलो तरीदेखील कॉल, मग ते डिस्टर्बन्स वाटायचा मला सो मग मी ते ठरवलं एकदाच आणि मग त्याचा काही तो सोक्ष मोक्ष लावला असं मी म्हणू शकते. <chuckles>
अगदी बरोबर. हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हां, हां. हां. हं, हं. बरोबर. हं, हं. <chuckles> म्हणजे शेवटी तुम्ही एक अ, यादीच बनवली नियमांची आणि तीच तुम्ही फॉलो करता, असं म्हणता येईल. याबद यामध्ये मला आणखीन एक तुम्हाला विचारायचं होतं, की अ, जसं अ, ऑनलाईन अ, जग आहे आजकालचं नाही का, म्हणजे ऑफलाईन आधी कसं होतं आधीच्या काळामध्ये की ऑफलाईन आपण काम केलं आणि कामावरून घरी आलो की मग काय एवढं म्हणजे टेन्शन नव्हतं नाही का, पण ऑनलाईन आजकाल कसं आहे, मेल्स झाले, कॉल्स तर येतातच. मेल सुरू झाले, WhatsApp आहे, सोशल मीडिया आहे. यामुळेही अ, म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स अ, अ, ठेवणं हे खूप कठीण झालंय असं तुम्हाला वाटतंय का?
हो. बरोबर आहे. नक्कीच. हो. हं. बरोबर. हं. हं.